हां. अवघड असतं कारण की तुमच्या सिमिलर माइंडसेटचे लोकं तुम्हाला सापडावे लागतात. तर अशा खूप साऱ्या ऑनलाईन कम्युनिटीज आहेत जिथं तुम्ही जाऊन हे करू शकता जसं नवीन-नवीन कोणी स्टार्टअप चालू करतोय किंवा एखादी आयडिया आहे तर तुम्ही सर्च केलं तर ऑनलाईन भेटून जाईल. Redditवर भेटतात तुम्हाला. तुमची आयडेंटिटी रिव्हील करायची नसेल आणि फक्त आयडिया वगैरे घ्यायचा असेल ऑनलाईन पण टीम्स बनतात बरं का. असं गरजेचं नाही की टीम म्हणले की ऑफिसच पाहिजे एखाद, हां. म्हणजे घरून पण एक दुसऱ्यासोबत कोलॅबोरेट करतात ते. तर असं पण Redditवर जा तुम्ही Twitterवर खूप साऱ्या कम्युनिटीज तुम्हाला भेटतील, तर तिथं तुम्ही सर्च करा. लिंक व्हा म्हणजे कनेक्ट व्हा एकदुसऱ्यांसोबत. तुमची आयडिया शेअर करा. मग एकदा आयडिया शेअर झाली मग अ, अ, त्याला प्रोसीड करा. पुढे हळू-हळू आणि हे बघा
हं. बरोबर. हं. बरोबर. हां. बरोबर. हं. अ, बरोबर, बरोबर. अरे वाह! हां. हं. अरे वाह!
लोकांचा गैरसमज काय असतो आयडिया ही परफेक्ट पाहिजे म्हणजे अ, तोपर्यंत काम करत नाही, पण तसं परफेक्ट आयडिया असं नावाचं काही नसतं. परफेक्ट कल्पना अ, म्हणता ना अ, एक्सिस्टच करत नाही. त्याचं अस्तित्वच नाही आयडिया ही चालू असते. म्हणजे एक आयडिया घेतली आपण मग ती कंटिन्युअसली त्याच्यामध्ये हळू-हळू इम्प्रूव्हमेंट आपल्याला करत राहावं लागतं रोज-रोज-रोज-रोज. हां. अ, जसं बघा, उदाहरण जर घ्यायचं झालेच अ, Zomatoचं घ्या उदाहरण. आधी काय ते फक्त अ, डिलिव्हरी ॲप म्हणून काम करायचे. फूड डिलिव्हरी. नाही का? मग हळू-हळू त्यांनी आयडियाचं खूप एक्सपान्शन केलंय म्हणजे ऑफलाईन पण अ, तुम्ही हे करू शकता, स्टोअरवर वगैरे म्हणजे रेस्टॉरंटसमध्ये जाऊन तुम्ही अ, जेवू शकता. आहे ना? पण त्यांच्यासोबत पण टायअप केले किंवा मूव्हीजचे किंवा कॉन्सर्ट जे म्हणतो लाईव्ह कॉन्सर्ट त्याचे पण टिकट्स तिथे भेटतात आजकाल असं हळू-हळू एक्सपांड करतात, Swiggy जर एक्झाम्पल घेतलं तर तिकडं आता insta mart पण आले म्हणजे तुम्ही ग्रोसरी वगैरे पण घेऊ शकता म्हणजे आयडिया त्यांची सुरुवातीची काय होती फक्त फूड डिलिव्हरी करायची आपल्याला आहे का नाही मग ते आयडियाचं चालू प्रोसेसमध्ये ते काय केलं त्यांनी इम्प्रूव्ह करत राहि, ले वेगवेगळ्या सर्व्हिस एड करत राहिले. आणि Swiggy ही पण सर्व्हिस आहे जसं की अ, तुमची एखादी वस्तू तुम्हाला डिलिव्हर करायची पाठवायची असेल दुसऱ्या जागी. बरं का! म्हणजे अ, एखादा फोन किंवा एखादा गिफ्ट तुम्हाला पाठवायचा असेल तर तिथून पण बुक करू शकता Swiggy म्हणजे आता फक्त फूड डिलिव्हरी ॲप नाही राहिलं तर खूप सारं अ, त्याच्यात फीचर्स एड केले तर असं आहे.
हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हां. बरोबर हो. हं. बरोबर. हां. अरे वाह! हं. हं. बरोबर. हो. हां. हं. बरोबर. हं. अरे वाह! हं. म्हणजे त्यांनी अ, म्हणजे दुसऱ्या-दुसऱ्या गोष्टींपासून कल्पना घेऊन ते स्वतःचा व्यापारामध्ये त्याला कसं आपण रुपांतर करू शकतो, ह्याच्यावरती फार लक्ष दिलं त्यांनी ना?
हो! आणि म्हणजे सांगायचं हेच की आयडिया परफेक्ट नसते ती इम्प्रूव्ह होत राहते. अ, रोज-रोज रोज-रोज आहे ना जसं इम्प्रूव्ह केलं Swiggy न किंवा वेगवेगळ्या कोणत्याही आयडियानं
हं. बरोबर. हं. हं.

हां.
की अरे हे लोकल दुकान आहे, तिथं कोणी bigbasketवाले पण नाही आहे, तर मी काय करणार त्यांच्यापाशी गेलो आणि म्हटलं, "तुम्हाला जर अ, मी अ, इथं बसल्या-बसल्या कस्टमर आणून दिले, तर तुम्ही हे कराल का म्हणजे? अ, टाय अप कराल का? मी तुम्हाला ॲप बनवून देईल आणि डिलिव्हरी मग तुमचाच मुलगा जो आहे, तो डिलिव्हरी करणार फक्त ॲपचे मला अ, पर्सेंटेज ऑफ कमिशन" हां, मग नाही ॲप त्यांना मी फ्री देणार. फक्त पर डिलिव्हरी मला 2% जास्त पण नाही, हां, जास्त पण नाही 2%, 2% म्हटले काय ₹100 ला ₹2 फक्त नाही का. हां. आणि ₹1000 ला ₹20 मग अ, तो पण म्हटला, "ठीक आहे." मग त्याला मी सांगितलं असं-असं करूयात मग. मग त्याला मी ॲप वगैरे बनवून दिला. त्याचे पण अ, म्हणतात ना. अ, ग्रोसरी स्टोअरचं त्याचं पण कस्टमर वाढले, आधी ऑफलाईनमध्ये जाऊन
बरोबर. हं. हां. बरोबर. हां, हां, हां. हां. पैसे देऊन द्यायचे. हां. बरोबर. कमिशन हां. बरोबर. दोन रुपये बरोबर. हो. हं. हं. हं. बरोबर. अरे वाह!
अ, लोकं हे करायचे, तर काही जण असे असतात ना, सोसायटीमध्ये जॉबवाले खूप राहतात माझ्या सोसायटीमध्ये, त्यांना वेळ नाही भेटत म्हणजे अ, स्टोअरला जाऊन किराणा घेऊन यायला. त्यांना वेळ नाही भेटत एवढा त्यांना फक्त काय पाहिजे, घरी मला आणून द्यायला पाहिजे कोणीतरी, नाही का. ऑर्डर केलं की. मग अ, त्यांना सांगितलं मी असं-असं आहे, मग अ, मी ते ॲपचं मग मार्केटिंग वगैरे करायला लागलो, तिथंच लावून द्यायचं नाही का आपल्या बिल्डिंगच्या खाली अ, की ॲडव्हर्टायझिंग करायचं. मग अ, लोकांना कळालं हळू-हळू प्रचलित झालं ते ॲप. आणि सुरुवातीला अडथळे येतात मग. अ, अडथळे असे यायचे, की फ्रेश त्यांना पाहिजे होतं भाजीपाला वगैरे पण ते ठेवायचं किराणावला.
हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हं. हं. हं, अरे वाह. हो. हं. बरोबर. मग तुम्ही काय त्याच्यामधलं तोडगा काढला?
हां, तोडगा हेच की त्याला सांगितलं, की बघ बाबा 2 दिवसाचं जास्त ओल्ड तर भाजी-बिजी असली तर देऊ नको नाही तर आपल्याला ॲपचा एक्सपिरियन्स अ, खराब होतो, नाही का लोकांना वाटतं मग एकदा अ, खराब भाजी जर त्यांना दिली आपण अरे हे काही कामाचं नाही ॲप असं म्हणतात ना, मग रेटिंग वगैरे डाऊन होऊन जाते. मग अशा प्रकारे त्यांचा फीडबॅक वगैरे जे यायचा, त्याच्यावर मी काम करायचो. आणि त्यावरूनच अ, आम्ही अ, पुन्हा ते चांगल्या प्रकारे त्यांना क्वालिटी दिली. मग हळू-हळू कस्टमर वगैरे वाटले. मग असं होतं अ, जेव्हा एखादी कल्पना येते ना, ते छोट्या अ, एखादा प्रॉब्लेम बघून, म्हणजे अ, एखादी अ, ऑब्झर्व्ह करताय तुम्ही घटना, तर त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे मी काय सॉल्व्ह करू शकतो त्यामधलं, असं जर विचार केला तर तुम्हाला आयडिया येते. किंवा अ, असंच का घडतंय, असं विचारलं जसं मी गवताचं उदाहरण दिलं होतं ना, की असं का घडतंय? अ, तर असं विचारलं तरीही आपल्याला कल्पना येतात वेगवेगळ्या मनामध्ये.
हं. बरोबर. खराब होईल, हो. हं. बरोबर, बरोबर. हं. बरोबर. हां. हो. हं. बरोबर. हां. अरे वाह! हं. बरोबर, हो.